आपल्यात काय होतं माहिती आहे का? असं झालंय ना, आजकाल की स्मार्टफोनने अ, सगळी माणसं एकमेकांमध्ये इतकी गुंतवून राहिलेली आहे आणि त्याच वेळेला असं वाटतंय की एकमेकांशी खूप दूर ही झालेली आहे, म्हणजे सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे लोकांमध्ये इतकं अ, झालं आहे ना की कॉन्स्टंटली ऑनलाईन असतात. पण ते त्याच वेळेला, जर आपण पाहतो की एका कुटुंबात, सगळेच जण आपापल्या मोबाईलमध्ये गुंतवून राहिलेले असतात आणि कोणाचं एकमेकांवर लक्ष ही नसतं. तर एक ही अशी जी कॉन्ट्राडिक्टरी सिच्युएशन एक आपण म्हणतो, तशी झाली आहे. तर तुमच्या आयुष्यात स्मार्टफोनने तुमची लोकांशी जी नाती आहेत, त्यात काही बदल आणला आहे का?
हो. हो, बिलकुल खूपदा, म्हणजे नाही का तुम्ही जसं बोललात की स्मार्टफोनमुळे सगळंच एकमेकांशी गुंतलेले आहे. तर नक्कीच असं झालंय, कारण जे पहिले आम्ही मित्र होतो नाही का. त्यांचं, म्हणजे खूपदा, म्हणजे लांबचे जे मित्र आहे, ते वर्षातून एकदा भेटायचो, तेव्हाच बोलणं व्हायचं किंवा एखादा कॉइन बॉक्सवर जर कॉल केला, ₹1 टाकून, तर दहा रुपये संपेस्तोवर तर जेवढं, म्हणजे लिमिटेड बोलणं व्हायचं, तेवढंच असायचं. बट अ, जसा स्मार्टफोन आला ना, तसं काय झालं, एक बोलणं वाढलं, नाही का?
हं, हं. अच्छा. हां. हो.
म्हणजे रोज कॉल वगैरे करणं झालं. पहिलं तर बटणाचा फोन होता. त्यावर फक्त बोलू शकत होतो, नाही का? एक जे आहे ते किंवा सांगायचं, त्यातही पैसे द्यायचे. त्यामुळे खूप म्हणजे नाही का कामाचं बोलायचं अन् 10 मिनिटात, 5 मिनिटात फोन ठेवायचा. कारण एक रिचार्ज मारला तर ₹7 यायचे अन् ₹7 त 7-8 मिनिटं बोलू शकायचो आपण. मग नंतर स्मार्टफोन आला, नेट आलं, WhatsApp आलं. त्यानंतर म्हणजे बोलणं इतकं वाढलं, व्हिडिओ कॉल करणे, एकमेकांशी म्हणजे नाही का तासंतास बोलणे. त्यात पण नेट असल्यामुळं काही टेन्शनच नव्हतं, नाही का? आणि कोणी कधीही बोलवू शकत होतं. समजा एखाद्या किचनमध्ये काम करतोय, तर मोबाईल ऑन केला आणि बोलता-बोलता त्याचं कामही केलं आणि एक विरंगुळाही झाला. आणि खूपदा असं होतं बघा, बोलता-बोलता वेळही कसा निघून जातो कळतही नाही, नाही का? आणि खूपदा असं होतं, की असं वाटतं, "अरे, बापरे, इतका वेळ झालं का? समजलंच नाही, की इतक्या वेळचं आपण बोलतोय म्हणून नाही का." खूपदा असं झालं तर हो. आणि नात्यांमध्ये हां, हां, बोला.
हो ना. हो. अगदी खरं. तर तुमची हां. तुमच्या आयुष्यात अशी एखादी कोणती आठवण सांगा ना मला. म्हणजे असं काही प्रसंग आला आहे का की तुमच्या मोबाईल फोनमुळे तुमची कोणाशी अशी जास्त एकदम जवळचं नातं निर्माण झालं? किंवा असं काही झालं आहे का, की मोबाईल फोनमुळे तुमचं एखाद्या अ, खूप तुमच्या जवळचं नातं तुटलं किंवा त्यात काही वाद झाला असं काही गोष्ट घडली आहे का?
हो, बिलकुल दोन्ही गोष्टी झाल्यात माझ्यासोबत ॲक्चुअली. एक माझा गावाकडचा मित्र होता, नाही का, लहानपणीचा, तर अ, त्याला असंच मी कधीतरी भेटायचो, बोलायचो वगैरे त्याच्याशी. पण जेव्हापासून फोन आले ना, तर आमचं बोलणं खूप वाढलं. म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं, मी जेव्हा गावाला यायचो तेव्हाचं आमचं बोलणं व्हायचं नाही का? आम्ही एकदम एकमेकांचे घट्ट मित्र म्हणजे 2 महिने सुट्टीसाठी गावाला असायचो. तर 2 महिने आम्ही सोबत जेवण, सोबत म्हणजे झोपणं, खूपदा असं सोबत व्हायचं. बट जेव्हा इकडं यायचो त्याची खूप आठवण यायची. बट मग मोबाईल आला नाही का? तर मोबाईल आल्यामुळं काय झालं एक अ, बोलणं वगैरे वाढलं आणि एकदम जवळीक झाले म्हणजे एकमेकांचे सुख-दुःख किंवा मी खूपदा तुम्हाला गंमत सांगतो. एकदा त्याला मुलगी बघायला गेलते आणि त्याने मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं, की "ही मुलगी आहे आणि हिच्याशी बोल म्हणून तू नाही का?" मग त्या मुलीशी संवाद साधला आणि खूपदा असंही बोललो मी, नाही का, की "यार ही मुलगी बोलताना मला ठीक नाही वाटली. तर तू विचार" "कर." आणि त्याने खरचं विचार पण केला त्या गोष्टीवर हो, हो, हो.
काय सांगता? हो. हां. हां, हो. अरे वाह! अच्छा. <chuckles> बरं आहे. <gasps> काय सांगता? अरे बापरे! मग काय झालं?
म्हणजे बघा मोबाईलमुळं. मग हां, झाली ती पसंत आली. तेव्हा त्याला म्हणजे ते ऑफलाईनही बोलले खूप वेळा. तर ते म्हणे, "यार, तू फर्स्ट टाईम बोलला, नाही का? फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इंप्रेशन असं जरुरी नाही, नाही का? मी त्या मुलीला चांगलं ओळखतो, म्हणजे ओळखायला लागलोय. मी टाईम स्पेंड केला वगैरे." मग झालं त्यांचं आणि माझंही चुकीचं असतं म्हणजे नात्यात असे बदलही होतात, असं मला सांगायचं आहे यातून. आणि एकदा तुम्हाला सांगतो एक अ, माझा मित्र होता. तर त्याचं हे नाव नाही का अजय आणि दुसऱ्याचंही नाव अजय. तर मी या अजयला लाव फोन करायचं सोडून त्याला केलं आणि त्याच्याशी मी एकदम म्हणजे नाही का जे याच्याशी बोलायचं ते त्याच्याशी बोललो आणि अ, म्हणजे ते दोन्ही ठिकाणी नाती वेगळी होती. एक खूप चांगला मित्र होता आणि एक माझ्या कंपनीतला बॉस होता अजय म्हणून.
हां. हो. अरे! हां. गोंधळ झाला. <chuckles> <gasps> अरे बाबा! मग?
हो. आणि मी त्याला शिव्या घातल्या आणि काय आहे मग नोकरी होऊन हात धुवायला लागले हो, हो. डायरेक्ट मी समजूनही सांगितलं अन् आमचं ॲक्चुअली झालं होतं काय बघा, त्यावेळेस नशीबही असं खराब. आदल्याच दिवशी त्या बॉसचे आणि माझे थोडे खटके उडले होते. आणि मला मग त्या आणि मी हेच खटके आहे ना त्या अजयला सांगायला फोन केला, माझा जो मित्र आहे त्याला, की असं-असं झालं. आणि मी बोलताना अशी सुरुवात केली. "अरे यार, तो आजा हरामी आहे. त्याने असं केलं माझ्यासोबत तसं केलं." <chuckles>
<gasps> काय सांगता? <chuckles> अच्छा! हो, हो, हां. अरे बाबा! काय सांगताय? <chuckles> हे तर खूप अवघडचं झालं तुमच्यासाठी.
हो. डायरेक्ट आणि मी भयंकर आणि मी त्यावेळेस एक्सप्लेन पण करायला गेलो, की सांगायला गेलो, की "सर हा माझा मित्र आहे, मी ह्याला" बट म्हणे, "तू जे बोलला ठीक आहे, मी मान्य करतो. बट तू सगळी भडास काढली ना आणि ती माझ्याच समोर काढली ते चुकीच्या माणसासमोर." हो, डायरेक्ट मग असं झालं बघा, ते नातं डायरेक्ट बदललं म्हणजे ते बॉस जे होते त्यांनी कामावरून काढूनही टाकलं आणि तो जो एक मित्र होता, त्याचं सांगितलं, की त्याच्यामुळं असे घट्टता पण आली, कुठं कटुता पण आली. बट अ, एक म्हणेल, की स्मार्टफोनने एक अ, नाते जोडली अ, म्हणजे एक दूरचे जे नाते आहे, ते जवळ आणायलाही मदत केली.
<chuckles> हो ना. हो, म्हणजे हे तर खूप वाईटच घडलं. <chuckles> मला खूप विचित्र वाटतंय हे तुमच्या बॉसनं तुम्हाला नोकरीवरूनच काढून टाकलं म्हणजे थोडाफार ओरडू शकला असता तो, पण नोकरीवरून काढलं हे खूप मोठी गोष्ट घडली नाही का? पण
भयंकर. ॲक्चुअली चूक बघा त्यांची पण नाही आहे. चूक अ, माझीच म्हणता येईल कारण बघा मी खातरजमा नाही केली, मी नक्की कोणच्या अजयशी बोलतोय नाही का? आणि मी कॉल लावला आणि मला सांगायचं होतं आता ह्या अजय म्हणजे बॉसबद्दल त्या मित्राला अजयला सांगायचं होतं, बट मी त्या बॉसलाच अ, त्या बॉसचेच बुराई केली. तर नक्कीच कोणालाही हे वाटंल. आणि बघा, माझं जे हे केलं जस्टिफिकेशन तेही म्हणजे नाही का, ते समोरच्या व्यक्ती समजून घेणं, हे म्हणजे नाही का त्याच्यावर आहे सर्वस्वी नाही का? आपण आता किती टाहो फोडला तर तो म्हणला, की "जे व्हायचं ते झालं आता, नाही का, जय जय श्रीराम" असं बोलला मला तो.
हं. हां. हो. बरं आहे, त्याने तरी तुम्हाला समजून घेतलं.
हो. <chuckles>
मग मला असं सांगा, की तुम्हाला असं, तुमच्या कुटुंबात, तुमच्या घरी असं वाटतं का, की मोबाईलचा जरा जास्तच उपयोग होतो आहे किंवा दुरुपयोग होत आहे, असं तुम्हाला कधी असा अनुभव झाला, की आजोबा-आजींना किंवा ना त्यांच्या नातवंड्यांना, घरच्या छोट्या मुलांना, त्याचं जरा जास्तच असं अ‍ॅडिक्शन होत आहे, तसं कधी असं अनुभव झालाय?
हो, बिलकुल बघा, अ, जेव्हापासून स्मार्टफोन आला ना, एक अ, संवाद कुठेतरी कमी झालेला मला जाणून येतो, आजही येतो. कारण जेव्हा आम्ही पहिलं पूर्वी जेवायला बसायचो, तेव्हा एकमेकांशी गप्पा-टप्पा एक दि म्हणजे दिवसाचं जो काम असायचं, त्याचा भार, एखादं काय झालं, तर मी घरच्यांसमोर मांडायचो, की "आज असं झालतं." तर मग ते सांगायचे, "अरे! काय होत नाही" नाही का, "आमच्यासोबत तर असं ह्याच्याहून झालं" मग स्पर्धा लागायची, बाबांची आणि आजोबांची अरे! नाही का बाबा सांगायचे हो, बाबा सांगायचे, "अरे हेच झालं का, याचं काहीच नाही, माझ्यासोबत तर असं." मग आजोबा, "अरे! सोडा रे तुम्ही नाही का आजकालची पोरं म्हणे एवढ्या-एवढ्याशा गोष्टीवरून हे करता, माझ्यावेळेस तर असं," म्हणजे गप्पा रमायच्या आणि अनुभव शिकायला मिळायचे. बट जेव्हापासून मोबाईल आलं ना, आजोबांची ती वेगळी रील चालते, वडिलांचा वेगळ्या कॉलवर असतात. आईचं समजा नाही का आईचंच एकटीचं बिचारीचं ध्यान असतं सगळ्या गोष्टींमध्ये, कोणाला काय कमी पडतंय? कोणाला, म्हणजे नाही का, अशी आई हट्ट करते, की "हे घ्या."
हो. हो ना. हां, अगदी खरं. <chuckles> हो ना. हो, कोण काय करतंय? कुठे आहे?
बरोबर आणि आपलं ही वेगळंच, आपलं ऑफिसच ते नाही का मीम्स वगैरे येतात, तर ते जे स्क्रोल करायचे आणि त्यावर हसायचं खिदी-खिदी. मग दुसरा पण त्याच्या मोबाईल वरून बघून बघणार नाही का, का हसतोय म्हणून नाही का विनाकारण म्हणजे हो, असे म्हणजे नाही का नात्यात पण
हं. हो ना. म्हणजे एकमेकांचं लक्ष असं वाटतं, की फक्त एकमेकांच्या मोबाईलवर काय चाललंय त्याच्यावर आहे आणि ज्याच्या हातात, ज्या व्यक्तीच्या हातात तो मोबाईल फोन आहे, त्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर लक्ष नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीचं, बाजूला बसलेल्या व्यक्तीचं त्याच्यावर लक्ष नाही. म्हणजे दोघंही फक्त मोबाईलमध्ये कोणाशी बोलत आहेत, त्यांच्याबरोबरच गुंतलेले आहे आणि आपल्या आजू-बाजूला जे जिवंत माणसं आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी नाही करत, त्यांना आपण बघत ही नाही.
बिलकुल, बिलकुल. अहो, बिलकुल. बिलकुल. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
असं विचित्रच एक वस्तू घडते ना, तर तुम्हाला असं तुमच्या घरात अनुभवता आणि ह्यासाठी हे असं न व्हायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का, की कुठेतरी हे चुकतंय की जरा अतिच होतंय असं कधी वाटलं?
हो. हो बिलकुल वाटतं, रोज वाटतं. बट अ, काय करायचं मी पण त्यातलाच एक नग आहे. तर सुरुवात मी स्वतःपासून जर केली. तर नक्कीच घरात बदल घडवू शकतो. बट अ, का म्हणजे मध्यंतरी काय केलं मी अ, मुलं जी लहान आहे घरातली, तर ती काय करायची एकदम म्हणजे जेवताना मोबाईल पाहिजे. तर त्यांचा मोबाईल कुठेतरी कमी केला आहे, म्हणजे एक चांगल्या लेवलपर्यंत. कारण पहिल्यांदा काय व्हायचं म्हणजे मोबाई ते रील रील बघितल्याशिवाय किंवा मोबाईल हातात असल्याशिवाय घासच म्हणजे नाही का, असा नरड्याखाली उतरत नव्हता. बट हळू-हळू काय केलं आम्ही काय केलं एक अ, म्हणजे आता प्रयोग करतोय, की एखादा मूवी लावायचा म्हणजे चित्रपट अ, लावायचा आणि जेवता-जेवता तो बघायचा. जेणेकरून काय होईल स्मार्टफोन कुठेतरी नाही का एक अ, तेवढा वेळ त्याला पण आराम भेटेल आणि आपल्याला पण टीव्ही बघता येईल. बट होतं काय ना, आलंच स्क्रीन आली, तर त्यात पण म्हणजे सगळे मूव्ही बघत बसणार. बट थोडंफार जे हसणं वगैरे होतं किंवा एखादा डायलॉग आला तर सगळ्यांनी खिळखिळून हसणे किंवा एखादा ॲक्टर असला नाही का, त्याने एखादी ॲक्टिंग केली, तर म्हणजे आजोबा वगैरे पण सांगतात, "आमच्या काळात हा असा होता, आता खूप मोठा झाला." म्हणजे अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या किंवा एखादा आपण पॉडकास्ट वगैरे बघू शकतो, एखादा आपल्या बातम्या पण बघू शकतो. बातम्यांमुळे पण एक म्हणजे नाही का, चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होते. तर अशा गोष्टी करायला चालू केल्या. आता बघू काय होतंय? बदल घडतो का नाही, नाही का.
<chuckles> हां. हो ना. हां. हो. हां. हो, अगदी बरोबर. हो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या वस्तूसाठी पण करू शकतो आणि त्याचा दुरुपयोग तर होतोच आहे आपल्या आजूबाजूला, नाही का? <clears throat> तर असं मला सांगा, की तुमच्या घरी जे वयस्कर माणसं आहे, मोठी माणसं आहे, आजी-आजोबा, तर ते कधी सांगत नाही, की "चला बाबा आपण जुन्या जमान्यात आम्ही लहान असताना ना आम्ही हे हे वस्तू असे-असे करायचो. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, तर तुम्ही असं करा, मी तुम्हाला गोष्ट सांगते" अ, किंवा "चला आपण इथे आता एक नाईट वॉकला जाऊया." असं काही कधी घडलं <chuckles> का तुमच्या घरात?
बिलकुल, बिलकुल होतोच. हो, हो, हो. हं, हं. हो. बघा, अ, थंडीच्या दिवसात आहे ना अ, खूपदा काय होतं तर मोबाईल बघताना पण खूप थंडी वाजते. मग आम्ही काय करायला लागलो माहिती आहे का? आमचे आजोबा जे होते ना, ते काय करायचे म्हणजे अशा उन्हाळ्यात आहे ना लाकडं वगैरे तोडून आणायचे आणि घरामध्ये साठवून ठेवायचे. म्हणजे जेव्हा थंडी येईल हो. तर त्यावेळेस आम्ही शेकोटी वगैरे करायचो मस्त आणि शेकोटीच्या वेळेस बघा काय आहे? आपण मोबाईल हातात नाही धरू शकत, म्हणजे नाही का ते एक वाफ लागते आणि त्यात मोबाईल गरम वगैरे आणि गप्पागोष्टी चालू असतात तो एक उपाय काढला आहे त्यांनी, म्हणजे जसं जेवण होतं, तसं आम्ही जातो, ती शेकोटी पेटवतो आणि शेकोटीपाशी सगळे नाही का, ते हे ग अ, हे घेत बसतात पूर्ण त्याचा नाही का? अग्नी म्हणजे नाही का त्याच्या हो. शेक घेतात आणि शरीर गरम करायचा प्रयत्न करतात. त्यामुळं होतं काय की एक अ, सगळं कुटुंब एकत्र येतं आणि त्या आगीत बॉनफायर जे म्हणतो आपण म्हणजे घरच्या घरी. तर त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात आणि मोबाईल कुठेतरी आपण साईडला ठेवतो किंवा चार्जिंगला लावून ठेवतो. असं खूप म्हणजे ती एक गोष्ट आपण करू शकतो, नाही का, की एक मोबाईलपासूनही दूर राहता येईल आणि घरातल्यांशी म्हणजे आजोबांचा हा सल्ला खूप छान आहे आणि ते आम्ही प्रॅक्टिकली करतोय पण.
अरे वाह! हां. हो ना. हो. शेक घेतात. हां. ते खूपच छान मला वाटलं ऐकून म्हणजे आजोबा-आजीच्या सल्ल्याला तुम्ही मान देतात आणि त्यांनाही त्यांचा सन्मान असं वाटतं. आणि ते पण किती खुश होत असतील ना हे सगळं पाहून, की हां आमच्या आम्ही जे सांगतो ते ऐकतात. हो की नाही? आणि काय आहे ना
हो. बिलकुल, त्यांना पण छान वाटतं शेकोटीमध्ये बसायला अन् आपल्याला पण थंडीपासून बचाव करायला शेकोटी घेतल्यावर झोपही छान येते.
हो. आणि मला वाटतं, की लहान मुलं जी तुमच्या घरात असतील त्यांना खूप सगळ्यात जास्त मजा तर त्यांनाच येत असेल याची. त्यांच्यासाठी एक नवीनच अनुभव आहे ना हा.
हो, हो, त्यांनाच त्यांनाच. हो, हो, हो.
तर तुम्ही खूप छान प्रकारे मला सांगितलं, की तुमचं मोबाईलमुळे किंवा स्मार्टफोन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे तुमची लोकांशी नाती कशी बदलली आणि कसं काय त्याच्यात बदल आला आणि सुधारलीही आणि त्याचं छानपैकी तुम्ही एक उपाय पण काढून ठेवला, की त्याचा दुरुपयोग नाही होणार. मला तर खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचं ना <chuckles>
बिलकुल. मलाही खूप मजा आली तुम्हाला सांगताना.
हो ना, तुमचं खूप-खूप मनापूर्वक आभार आणि धन्यवाद तुमचं.
धन्यवाद.